हां, ते वापरतात. कारण काही ब्रँडची ओळख बघा ना, तेव्हापासून झालेली असते. जसं की मोती साबण आपण म्हण अ, बोलू शकतो, की अ, काही 2012 वगैरे, त्यांनीच अलार्म क्लॉक म्हणजे अलार्म काका म्हणून त्यांनी स्टार्ट केलेलं आणि त्याच्यावर सुरुवाती आतापर्यंत आता जरी आपण इतके मोठे झालोय, तरी देखील 2000 पंचस 25 आलय तरी देखील तोच अ, तेच त्यांनी ते वापरलेलं आहे आणि मला तर हो, त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ती जी एडव्हर्टाइजमेंट तेव्हाची त्यातली जी मेलोडीज होती आणि आत्ताची ती आहे सेम आहे.
हां, हां. ओह! हां, हां, हां, हां. हो, ते आहे. खरंच. हं, हं. नाही ते आहे. पण अ, बघा ना, जसं शॉर्ट व्हिडिओ आले. हां, त्यानंतर लोकांचं संगीत ऐकण्याचा पॅटर्न बदललंय का?
हं. हं. हो, म्हणजे काही, काही लोकं म्हणजे जसं की जेनझीज आहेत. त्यांना या गोष्टी कदाचित माहिती नसतील. आता आपण मिलेनियल जे असतील त्यांना देखील त्या गोष्टी माहिती असेल, त्यांनी ते बघितलेलं आहे तो काळ किंवा आपल्या आई-वडिलांनी तो काळ बघितलेला आहे. तर त्यांना आपण लगेच अ, कनेक्ट करतो. हे आत्ताचं आहे आणि हे आत्ताचं थोडंसं आलेलं आधीच हे जरा वेगळं होतं आणि हे आत्ताचं जे आलं थोडं लेटेस्ट आहे. म्हणजे आहे सेमच. हं, जसं की आता बघा ना, विको टर्मरिकची जी ॲड आहे, विको टर्मरिक नही कॉस्मेटिक. तर त्याचं ते अ, ब्रँड पण आहे आणि त्यांचं ब्रँडचा त्यांचा अ, टॅग लाईनपण आहे आणि त्यांच्या गाण्यामध्ये पण आहे आणि ते गाणं अजून आहे. जसं की अलिया भट्टने ते केलेलं आहे आत्ता. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. हो ना, सेमच आहे ते.
हां, हां. अच्छा. हो, हो, हो. हां, ते आहेच. हां, हां, हां. हां, हां. स्वतःच गाणं पण आहे. हां, हां. हो. अच्छा. हं, हं, हं, हं. पण अ, आता तुम्हाला असं वाटतं का, की लोकं गाणं पूर्ण ऐकत नाही फक्त त्याचे हूक लाईन ऐकतात?
हं. हो, हूक लाईन आ ऐकतात किंवा त्याच्या अ, म्हणजे बघा ना, हूक स्टेपवर देखील ते रील्स बनवतात आणि त्याच्यामुळे ते लोकांच्या लक्षात राहतं आणि जसं की गाणं असेल चार पाच मिनिटाच हां, गाणं असेल जर 4-5 मिनिटाच तर त्यातला जो एक अ, पहिला जो स्टांझा असतो, ध्रुवपद असतं, ते फक्त माहिती असतं. नाहीतर त्यातली एंडिंग लाईन जरी माहिती असते नाहीतर मग त्यातलं मधलं जे कडवं किंवा ओळ जी चांगली असेल फेमस असेल त्याच्यावर लोकं रील्स बनवतायत. असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ते फेमस होते आणि लक्षात देखील राहते.
हो, ते आहे. हां, हां जसं की? हो. हां, हां.

मला तर असं वाटतं, की संगीताचं फ्युचर आहे ना, म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की एखादा असा जो संगीतकार असतो, तो अ, शोमधून नाही तर तो ज्याच्याकडे टॅलेंट आहे तोदेखील आजकाल अ, संगीतकार होऊ लागला आहे. ज्याला याच अ, याचं नॉ नॉलेज आहे किंवा ज्याचा आवाजदेखील चांगला आहे, ज्याने भरपूर गाणी केलेली आहेत. ते लोकंदेखील आजकाल अ, गाणी बनवत आहेत. म्हणजे आजकाल असं नाही की आजकाल असं चाललंय की कोणीही जसं की रॅप रॅप करणारेदेखील संगीतकार होत चालले. त्यामुळे असं म्हणू शकत नाही आणि कधी कोणतं गाणं फेमस होईल ही सोशल मीडियाची पॉवर आहे. एखादी रील कधीही व्हायरल होऊ शकते आणि मग जरी जे जसा शब्द जरी असेल, तरी लोकं लक्षात ठेवतील असं मला वाटतं.
हां, हां. हां, हां. हो. नाही, बरोबर आहे. हां, ते आहे. तुम्ही म्हणताय बरोबर आहे. नक्कीच. आणि असं तुम्हाला वाटतं का, की आता हे टीव्ही जाहिरात किंवा शॉर्टवरती व्हिडिओ येतात गाण्यांचे, तर अ, ते संगीत लोकांच्या आता कमी लक्षात राहतंय म्हणजे काही दिवसात ते विसरून जातात?
हं, हं. हो, हो कारण आपल्याला सवय लागलीये न, 1 मिनिटाचं रील बघायची त्याच्यामुळेच. असं मला वाटतं. हं.
हां, हां, हां. हो. नाही ते आहे. अ, एक कलाकार म्हणून
हं.
तुम्हाला जर जाहिरातीचं संगीत बनवायला आवडेल का?
अ, मला संगीत म्हणजे लिहायला मला आवडतं. तर मी कदाचित त्याच्यासाठी मी ट्राय करू शकेन. अ, म्हणजे लिहणं मी गाणं लिहू शकते. जर मला कधी अशी संधी मिळाली, तर मला एखाद्या ब्रँडसाठी नक्कीच गाणं बनवायला किंवा लिहायला आवडेल.
अच्छा. हां, हां, हां. नक्कीच, नक्कीच. हो आणि शेवटी तुम्हाला असं वाटतं का, की जे संगीताचा आत्मा आहे किंवा प्राण आहे तो आजही जिवंत आहे?
हं. हं.

हो नक्कीच. मला असं वाटतं, कारण बघा ना, असे खूप जसं की अ, कारण अ, म्हणजे त्यांच्या ज्या संगीतामध्ये त्यांच्या ब्रँडबद्दल देखील उल्लेख केलेला असतो. त्यामुळे आपल्याला समजतं, जसं की Maggiच पण एक साँग होतं, Maggi-Maggi-Maggi मग त्याच्यामध्ये मॅगी आपल्याला आठवायचं ना, मग त्याच्यामुळे मला नक्कीच हां, त्यामुळे मला नक्कीच वाटतं, की जाहिरातीमुळे आपल्याला आणि संगीतामुळे आपल्याला एखादी हो, हो, बरोबर.
हां, हां. का बरं? हां, हां. हो, ते आहे. हां, हां. ब्रँड लक्षात राहतो. हो आणि तुम्हाला असं वाटतं का, की जुन्या जाहिरातीमध्ये मेलडी जास्त होती?
हं. हं, हो, नक्कीच कारण का तेव्हा अ, म्हणजे अ, हे पण जास्त मेलडी पण जास्त होती आणि थोड्या फिलिंग्ज पण जास्त होत्या. आपल्या आपण डायरेक्ट त्याच्याशी कनेक्ट करत होतो. त्याच्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला घ्यायचीच असेल तरी डायरेक्ट आपल्याला अ‍ॅडव्हर्टाइज आठवायची आणि ते संगीतदेखील आठवायचं आणि आपण ते लगेच अ, घेऊनदेखील यायचो संध्याकाळीच.
हां, हां. अच्छा. हां, हां. हो. <chuckles> नाही, खूपच अ, भारी वाटतंय ते त्या अ, म्हणजे अ ऐकायला जे तुम्ही म्हणताय.
हं.
पण तुम्हाला असं वाटतं का, की आत्ताच्या ज्या जाहिराती आहेत नाही का, त्याच्यामध्ये बीट आणि रिदमवर जास्त अ, भर दिला जातो?
हं, हं. हो, कारण आता कसं ट्रेंडिंग्ज म्हणजे आजकालचे सगळे संगीतकार आहेत अ, किंवा जे युथ आ युथ आहेत, ते लोकं जास्त ट्रें अ, ट्रेंडिंग आणि बीट्सवाले सॉन्ग्स जास्त ऐकतात. मग त्याच्याप्रमाणे मला तर वाटतं हा बदल झाला असावा, की जेणेकरून जास्त असं अ, जोशपूर्वक आणि असं म्हणजे त्याच्यामध्ये मजा येईल सगळे डान्सदेखील करतील, रिल्सदेखील आणि त्याच्यावर नाचूदेखील शकतील, त्याच्यामुळे कदाचित हे असू शकतं हां. असं मला वाट
हां, हां. हो. नक्कीच. हां, हां. अच्छा! तर तुम्हाला असं वाटतं का की काही ब्रँड अजूनही काही जुन्या टून वापरतात, त्याबद्दल तुमचं मत काय आहे?
हं. हं.

असं तर मग अ, मी म्हणेन की त म्हणजे माझं असं असं फेमस असं नाही, पण मला खूप अशी क्वचित खूप कमी गाणी म्हणजे अशी आवडतात. जी मला असं आवडतात. अं, त्याच्यामधलं मी आपण म्हणू शकतो, की पुष्पामधलं जी अ, फक्त रिंगटोन होती बघा ना, पुष्पाची. अ, श्रीवल्लीच त्यांना जेव्हा ते भेटतात दोघं जणं. अ, तर त्याची जी म्युझिक होती, ती मी माझ्या एका लग्नातला माझा अ, रील होता, आमच्या दोघांचा. त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलेली तेव्हा. आणि आत्ता आपण जेव्हा "पुष्पा टू" आला, त्याच्यानंतर पण अ म्हणजे पुष्पा टूमध्ये. तेव्हा पण अ, तीच आम्ही अ, हे केलेली म्हणजे आमच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये आणि आधी आम्ही एंगेजमेंटच्या ह्याच्यामध्ये. हां, तर त्याच्यामुळे कसं अ, म्हणजे छान वाटलं आम्हाला, मस्त वाटलं असं.
अच्छा. हां, हां, हां, हां. हां, हां, हां, हां, हां. हां, हां. अच्छा. अरे वाह! हां, हां. ॲडमध्ये यूज. अरे वाह! खूपच छान आणि हां, हां. मजा आली असेल आणि तुम्हाला असं वाटतं का, की शॉर्ट व्हिडिओमुळे संगीताच्या शब्दांपेक्षा बीटला महत्व वाढलं आहे?
हं. हं. हो, कारण असं म्हणजे बीटला पण महत्व वाढलं आहे असं म्हणू शकतो. आणि काय काय होतं कधी-कधी क काही स्पेसिफिक शब्द, किंवा काही स्पेसिफिक जी कडवी असतात, लोकं तीच उचलून त्याची रील बनवतात. आज-काल असं झालं आहे. हां, तर त्याच्यामुळे मग ते स्पेसिफिक अ, दोन्ही आपण वाई दोन्ही गोष्टी अशा होता आहेत. जसं की अ स्पेसिफिक अ, त्यांची कडवी देखील घेत आहेत ते लोकं, आणि मग अ, पूर्ण गाणं लक्षात नसतं आणि मग त्याच्यामुळे आपण त्या गाण्याला ओळखतो, एखाद्या कडव्यामुळे. असं देखील होतं.
हां, हां. हो. हां, तेच करतात आज-काल. हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. आणि जसं की बघायला गेलं, तर लोकं आता गाणं जास्त ऐकतात का त्यांचं डान्स चॅलेंजेस बघतात?
हं. हं. दोन्ही. ह्याचं पण देखील दोन्ही उत्तर आहे. कारण का बघा ना, अ, एखाद आपण गाणं बघतो. <swallows> जसं की आता तोबा तोबा ते गाणं आलेलं. त्याच्यामध्ये काय असं लोकांनी डा डान्स पण केला आणि ते गाणं देखील ऐकलं. बरोबर ना.
<laughs> हां, हां. हां, हां.